<chuckles> मी म्हटलं, "लावा शर्यत. चला. काही विषय नाही. 15 तर माझा असाच अ, नाही का हलका-फुलका आहार आहे." <chuckles> आणि खरंच त्यांनी मागवले. त्यांनी मुद्दामून मोठे मागवले. पण मी 15 खाऊन सुद्धा <chuckles> अजून 2-3 वरती टाक. <laughs> भूक नसताना. हं. <laughs> काय माहिती माझी भूकच तेवढी झाली होती खाऊन-खाऊन एक्स्ट्राचं खाऊन भूक नसताना खाऊन खाऊन म्हणतात ना ते असं आतडी वगैरेची पिशवी मोठे झाली असेल माझी.
मग मग. हं. हं. <chuckles> अच्छा. <laughs> काय बोलताय एवढे कसे काय तुम्ही रुचवले? अरे बाप रे! <laughs>
तर अ, तसं झालं होतं आणि शेवटी मला 1 लाख रुपये नाही भेटले. <laughs> त्याचं दुःख पण होतं अरे नाही नाही मी मजाक केलता. असं कसं नाही नाही पलटला मालक माझा. त्याला घाबरला तो त्याला असं फुल कॉन्फिडन्स होता की तो जितणार. पण त्या त्याच तो म्हणतात ना एकदम मी त्याचं हवाच बदलून टाकली. <chuckles>
अरे बाप रे. हां, हां, हां. अच्छा. <chuckles> हं, हं, हं, हं. हो, हो, हो. ते तुम्ही बोललात की तुम्ही तिथं खायला गेलेता आणि ते खाल्ल्यावर तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे त्यानंतर आनंद आला की एकदम त्रास झाला किंवा म्हणजे शरीरात काय बदल?
असं. अ, मस्त असं वाटलं पोट भरल्यासारखं फुल तुडुंब. <chuckles> त्रास नाही झाला मला काही. अ, पोट तुडुंब फुल झालं होतं आणि मस्त पैकी म्हणतात ना ऑफिसच्या खुर्ची आता म्हटलं 1 लाख रुपये पण नाही ना आता मस्त पैकी बसून आराम करणार काही काम करणार नाही मी. मस्त पैकी बसून एक पडी मारली. <laughs>
अच्छा. अच्छा. हां, हां. अच्छा अच्छा. हां. हां. <laughs>
असं म्हणजे मला आता मी कमी केलं म्हणजे आता मी म्हणतो ना 2 चपात्या खाऊनच माझं पोट भरत वेट लॉस केल्यापासून. पण आधी माझं असं होतं की भूक लागला नाही तरी मी खायचो. कारण की काय असतं, काही वेळा मी असं खायचो लोकांचं नाही का घरी गेलो आणि मला भूक नाहीये. ते म्हणतात, "खा ना" त्यांच्या भावना दुखावला नको जायला.
अरे वाह! वाह! खूप छान. हां, हां.

हं, हं, हं.
लघुमालिका. तर अ, त्यावेळेस सुद्धा आहे ना, मला अ, पॉपकॉर्न खातो मी भूक नसताना आधी. <chuckles> म्हणजे मला भूकच नाहीये. पण पॉपकॉर्न साठी जागा आहे असं होतं ते आणि कधी-कधी असं असतं, की भूक नाहीये काहीच नाहीये. पण चव चांगली आहे म्हणून खायचं.
हं. अच्छा. हां, हां, हां. अच्छा. हं. हं, हं. हं, हं, हं, हं, हं.
अशा बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे म्हणतात ना आधी माझ्या संग अरे बाप रे बाप! ती खावचं लागायचं. आणि नंतर तुम्हाला एक सांगतो काय होतं?
अच्छा. हां, हां.
आता आईनी एवढं सगळं भरून दिलं ना आपलं खाऊन
हो, हो.
त्यानंतर तिचं ट्रिक सांगतो तुम्हाला. ती काय करते ना एखाद फळ वगैरे सोलून ठेवणार.
हां. अच्छा.
आणि म्हणते, "आता फळ खराब होईल. खा आज. कोण खाणार ते?" ते पण जबरदस्ती खायला लागतं.
<chuckles> अच्छा, अच्छा. म्हणजे भूक नसली तरी पण म्हणजे खायला लावतात त्या.
हां. "सोललेली आहेत ना आता खराब होईल ते. चिरुन ठेवलेली आहेत. आता कोण खाणार? मग आम्ही तर आमच्या वाट्याचं खाल्लं, आता तुला खावंच लागणार."
हो, हो. हो. बरोबर, बरोबर.
मग ते म्हणतात ना गळ्यापासून ते तोंडापर्यंत दातापर्यंत ते येतं आणि बस्स गपचूप खाऊन परत ते गिळायचं असं. अ
गिळावं लागतं. हं, हं, हं, हं.
अ, असं गिळावं लागतं. आता काय करायचं, नाही का? म्हणजे अ, अजून एक किस्सा सांगू का?
हं, हं, हं. बरोबर. हां. बोला ना.